अ, व तसं तर मी तुम्हाला सांगितलं की दादा कोंडकेची गाणी मला आवडतात. तुम्ही जर आता मला विचारलं तर मी 10 गाणी तर अशी तुम्हाला तोंडी सांगू शकतो की ही, ही, ही, ही गाणी आहेत. तर आणि दादा कोंडकेचीच प्लेलिस्ट माझ्याकडे आहेच. त्याचप्रमाणे मला किशोर कुमारची गाणी फार आवडतात. किशोर अ, किशोर कुमारची गाणी आवडतात. अ, अमिताभ बच्चनसाठी गायलेली असो, देवानंदसाठी गायलेली असो, राजेश खन्नासाठी गायलेली असो, ते कलाकार कोणीही असो पण किशोर कुमार आवडतात मला. आणि त्यांनी स्वतःवरती गाणी केलेली आहेत. म्हणजे अं, हाल्फ तिकिट म्हणा, चलती का नाम गाडी, एक लडकी भिगी भागीसी सी, अ, सोती रातो मे जागीसी.
हं, हं. बरोबर. अरे वाह! हं. हं. नक्कीच. हो. हं. हो. आणि पे पडोसन नाही ना पडोसनमधले
पडोसन. हो, मग अं, ते नाही का मेरे सामने वाली खिडक खिडकी में एक चांदसा मुखडा रहाता है. ते गातात किशोर कुमार आहे. त्याच्यावरती अभिनय सुनील दत्त करतो आहे. ते फार अ, मजेशीर सिच्युएशन नाही का ती. हां, आणि एक चतुर नार बडी होशियार. ते गाणं अ, मेरी बिंदू बिंदू.
मेरे सामनेवाली खिडकी में. <chuckles> हं. हं. काहीतरी गोष्ट येणार. <chuckles> हो. लहानपणी ना हे गाणं खूप अ, म्हणजे म्हणजे आपल्याला मजेशीर वाटायचं. तुमच्या बाबतीतही असं व्हायचं का?
हं, नक्की, नक्की. मला फार ते मग त्यानंतर हे पण होतं ना ओ मेरी प्यारी बिंदू, ओ मेरी बिंदू रे बिंदू. तर ते सगळं सिच्युएशन म्हणजे पडोसन पण अगदी जवळचा सिनेमा अ, अ, हाफ तिकीट, चिल चिल चिल्लाए कजरी सुनाए, अरे वाह वाह वाह! अरे वाह वाह वाह! ते गाणे फार मजेशीर वाटायचे ते गाणी नाही. म्हणजे
हो, हो, हो. हं. अरे वाह! म्हणजे <chuckles> हो. आणि लहानपणी काय असे जे हे राहतात ना, जसं अरे वाह, वाह, वाह! अरे वाह, वाह, वाह! हो. नक्कीच. खूप छान.
अरे वाह वाह वाह! असं ते. हं, ते आणि मग अ, मग सॅड सॉन्ग पण फारच ते छान गायचे ते. जसे मंजिले अपनी जगह है, रास्ते अपनी जगह असे छान-छान गाणी ते किशोर कुमार ही गायचे. म्हणजे असं मराठी म्हटलं की मला दादा कोंडकेची गाणी आणि हिंदी म्हटलं की किशोरदांची गाणी. असं मला ते ते प्लेलिस्ट माझ्याकडे रेडी आहेत 2 तर मी हां, तर ते मी कधीही ऐकतो आणि मन प्रसन्न होतं माझं संगीत ऐकून.
हं. काय? नक्कीच. खूप छान.

पण नंतर मग अ, एक अ, 10-15, 15 वर्षानंतर म्हणा, 10वी नंतर आपण जे असतो, जे वय असतं, त्याच्यामध्ये मग विविध गाणी आवडायला लागली आणि त्यात मग अ, ते जसे की मला दादा कोंडके फार आवडायला लागले, खरं सांगायचं तर. हो, हो, दादा कोंडकेची गाणी मला फार अ, कळायला लागली, त्याची 2 कारणं आहेत. एक तर ती गायला फार सोपी होती. कोणीही गाऊ शकत होती आणि त्यानंतर त्याची शब्दरचना आहे ना, मला फार आवडायची. कारण दादा कोंडके स्वतः शाहीर असल्या कारणाने ते स्वतः आहे ना अ, खूप छान-छान रचना करायचे. अ,
अच्छा. मग? हं. जसे की अच्छा, अरे वा! हं. बरोबर. हं. हं. तर नक्कीच, मला दादा कोंडकेच एखाद गाण्याच्या दोन्ही ओळी ऐकायला आवडेल.
नक्की, नक्की. एक काय मी खूप गाणी गाऊ शकतो खरं तर, अ, हां, त्यातलं एक अ, हं, जे आवडेल. चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटामधी, मोत्याचा घास तुला भरविते. गं, तुला पाहून कळी माझी लई खुलते. हां. चंदनाच्या पाटावर
हं, हं. सो पाटा वरं हं. पाटा वरं अरे वाह! चंदनाच्या पाटावर, सोन्याच्या तटामध्ये. अगदी मस्त, अरे वा! खूप छान.
सोन्याच्या ताटामधी. काय, की इतकं सुंदर गाणं, इतकं छान त्याची रचना, इतके छान शब्द, इतकी छान ताल, सूर, संगीत. तर त्या प्रकारची गाणी मला फार आवडायला लागली, कारण दादा कोंडकेची जर गाणी तुम्ही बघितलं ना, तर खूप व्हरायटीची होती. अगदी सॅड सॉंग्स पण होती, द्विअर्थी गाणी पण होती, लव्ह सॉंग पण होती. असं. आणि अं, विशेष म्हणजे सगळे अ, मातीतली गाणी, आपली मराठी माती असते ना
हं. बरं. हं. अरे वाह! <chuckles> हां. बरोबर, बरोबर. शेती म्हणा किंवा ग्रामीण चित्र.
मातीतली गाणी. ग्रामीण, ग्रामीण. येस, येस. म्हणजे अं, ते आपलं एक गाणं फार छान मला आवडतं ते. मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी? राखण करते मी रावजी. म्हणजे बघा ना, किती नजाकत आहे, कोण उभी आहे तिकडे? काय आहे? नजाकत, सगळी छान ते शब्दरचना वगैरे, वाह!
बरोबर. आ. मळ्यामध्ये कोण गं उभी? नक्की. खूप छान. हं. अ, तर मला ना हे जाणून घ्यायला आवडेल, आता जसं की तुम्ही म्हटलं ना, की तुम्हाला अ, 15-16 वर्ष अ, 15-16व्या वर्षी ही गाणी आवडायला लागली. तर असं असतं ना आपल्या म्हणजे थिंकिंगमागे, आपल्या विचारसरणीमागे काहीतरी स्टोरी असते, नाही का. तर तुमची स्टोरी नेमकी काय होती बा?
हां. हां. हं. हं, हं. बरोबर. बरोबर. बरोबर, बरोबर.